आणि मग मी थोडसं अ, जोर देत होतो विचारावर, येण्यासाठी ना आणि क्रिएटिव्हिटी एक अ, अशी गोष्ट आहे ती जोर देण्यावर होत नाही, आहे ना? तिथे जर का तुम्ही जोर लावायचा प्रश्न केला तर तो पूर्ण क्रिएटिव्हिटी येणं बंद होऊन जाते, तसंच त्यादिवशी झाला असत. अ, म्हणजे मी अ, विचार करत होतो की मला असं करायचंय, तसं करायचंय, मग तो सातीच्या साती पात्र जे होते माझ्या डोक्यात फिरायला लागले. मला समजलच नाही म्हणजे कोणतं विचार कोणाच्या संबंधी जुळतंय, काय होतंय? असं माझं कन्फ्युजन झालं आणि नंतर असं झालं की 2-3 मिनिटानंतर की मी पूर्ण ब्लँकच. आता तुम्हाला हे पण माहीत नव्हतं की स्टोरी कशाची लिहितोय मी अशी हां, ही कंडिशन माझीच झाली होती. म्हणजे टोटली ब्लॉक झालो त्यावेळेस मी.
हां. हां. बरोबर. बंद होऊन जातं. बरोबर, एकदम बरोबर. <laughs> हां. हां. अरे बापरे! कशाची लिहायची आहे, हां. अच्छा. हां.
त्यावेळेस मला समजलं, की हा क्रिएटिव्ह ब्लॉ ब्लॉक आहे गड्या, म्हणजे मी, दुसऱ्या दिवशी मी अ, मी एका माझ्या एक्सपर्ट होते माझे सीनियर, त्यांना विचारलं, की अशी-अशी कंडिशन झाली माझ्यासोबत मला काही समजलं नाही. त्या दिवशी रात्री तर मी इतकं परेशान झालो होतो म्हणजे मला असं वाटलं, की माझा काही फ्युज-बीज उडायला काय डोक्यामधला बाबा असच वाटत होतं मला म्हणजे
हां. अच्छा, हां. अ, <chuckles> हां. एकदम असं ब्लँक झाल्यासारखं.
हां, एकदम ब्लँक होते आणि तुम्ही अजून जोर लावायचा प्रयत्न केला तुम्हाला मग थोडसं क अ, घाबरहट व्हायला लागते बघा एक अँक्साइटी येते तुम्हाला की अरे सगळं काही काही डोक्यात येत नाहीये, कसं करू, काय करू! अशी घाबरहट व्हायला लागते आणि झोप पण येत नाही बरोबर.
हां. हां, हां, हां. बरोबर, बरोबर. काय करू, हां. झोप नाही येत, काही नाही.
हां, मग त्यावेळेस मी अ, गेलो कॉफी घेतली आणि थोडसं टेरेसवर जाऊन, गाणी वगैरे ऐकली होती त्यावशी रात्री. मग थोडं रिलॅक्स झालो आणि येऊन झोपलो होतो मी म्हटलं त्यावेळी गेलीत जाऊ त्या स्टोरी कॅन्सल दुसऱ्या दिवशीची.
हां. हां. म्हणजे तुम्ही मन डायव्हर्ट केलं तुमचं थोडंस, म्हणजे एक ब्रेक घेतला त्यापासून.
हां. ब्रेक घेतलो त्यापासून असं झालं होतं त्यावेळेस. आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी माझ्या सीनियर्सला विचारलं असं कसं झालं, तर त्यांनी सगळं सांगितलं, की हा क्रिएटिव्ह ब्लॉक आहे आणि हा येतंच असतो प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी. ज्यावेळेस तो प्रेशर देतो, क्रिएटिव्हिटी आणण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस या गोष्टी होतच असतात म्हणतात. असं आहे.
अच्छा. हां. हां. बरोबर. हां. हां, हां, हां.
मग अ, त्यापासून कसं दूर निघायचं, काय, त्यांनी मग सांगितलं मला. हा माझा पहिला अनुभव होतो क्रिएटिव्ह ब्लॉकचा.
अच्छा. <laughs> फार हां. फारच डेंजर वाटला मला म्हणजे, हा अडथळा एकदमच एकाकी तुम्ही ब्लँक होऊन गेले त्याच्याबद्दल, आहे की नाही?
खूप डेंजर होता. <chuckles> हं. हां, हां.

अ, जसं आपण एखादी बासरी शिकायला घेतली, तर अ, सुरुवातीला अ, काहीच समजत नाही त्यातलं, अन् डोकं पण टिकत नाही. स नंतर एकदम सवय होऊन गेली, की नंतर काहीच नाही ईझीली ती गोष्ट
हो. बिलकुल नाही. हो. काहीच नाही वाटत. उलट दुसऱ्यांना तुम्हाला पाहून असं वाटते की हा कसा करतोय, ते म्हणून.
हां. <chuckles> असं आहे ते. सेम तसच होतं, माझ्या बी तो छंद होता ना. तर मग आर्टिकल लिहायचं होतं. एकदम लिहत होतो मी नॉनस्टॉप बसल्या-बसल्या आणि एकदम गुंतवून जायचो 2-2, 3-3 तास. मला अवेअरनेस बी नसायची की वेळ किती झाला की झ भूक लागली की नाही लागली.
आहे की नाही? <chuckles> हां. हो, हो. हां. हां.
तर ज्यावेळेस अशी ब्लॉक आला ना, त्यावेळेस नंतर मी पुन्हा एक दोनदा ब्लॉक आला होता. नंतर मी काय केलं की, ज्यावेळेस असे ब्लॉक आले, त्यावेळेस उठायचं तिथून आणि अ, गाणी ऐकायची किंवा जायचं आपलं कॉफी किंवा चहा आपल्याला जी गोष्ट आवडते ती प्यायची हां, आणि हो, म्हणजे सहजतेने असं झालं, तर बाहेर निघायच्या घरच्या. कसं आहे ना, एक अ, त्या खोलीमध्ये किंवा त्या रूममध्ये आपण असतो ना, तर तिथेच आपण एक प्रकारे तो एक लूपमध्ये फसल्यासारखं आपल्याला वाटतंय बघा तिथे. हां आणि कम्फर्ट झोनमध्ये फसल्यासारखं वाटतंय, एक पॅटर्न्समध्ये बनल्यासारखं वाटतंय. तर ज्यावेळेस बन
अच्छा. अरे, वाह! हां. हां. हां. बरोबर. हां, बरोबर बोललेलो. हां. हो, हो, हो, हो. तिथल्या तिथे गुंतल्यासारखं वाटतंय.
हां, असं होत ते. आणि तिथून काहीतरी एक अ, नवीनता दिसत नाही बघा. कारण की त्याच त्या गोष्टी दिसतात. आपल्याला वाटते फक्त एवढंच आहे बस्स, बाकी काहीच नाही. माइंड बी तसचं होऊन जातंय, क्रिएटिव्हिटी येतच नाही. तर अ, मग, नाही का, मी बाहेर जायला लागलो अ, लोकांसोबत बोलायचं. काही शॉपिंग करून यायची.
अ, हो. हो, हो, हो. <chuckles> अ, हो, हो, हो, हो. म्हणजे हां. म्हणजे मन मोकळं करायला जायला लागले तुम्ही.
हां. मन मोकळं करायचं आणि त्या पॅटर्न्समधून ब्रेक घेणं खूप जास्त आवश्यक असते.
गरजेचं आहे. खूपच गरजेचं आहे. कारण की त्यामुळे मेंदूवर आपल्या भरपूर प्रेशर येतो. कारण की तुम्ही जेव्हा स म्हणजे कथा लिहिता तुमच्या डोक्यामध्ये कंटिन्यू विचार येत असतात. हां, कंटिन्यू विचार येत असतात आणि मग ते एकाएक थांबले जेव्हा ब्लॉक आला, तर मग आप आपलं डोकं जे आहे ते टेन्शनमध्ये चाललं जातंय.
हां. अ, हां. कंटिन्यू, बरोबर आहे. हां.